बघा ना आणि तोही अ, साध्यासुध्या एरियात नाही बरं का. म्हणजे माझ्या शहरातल्या सर्वात जो एक चांगला जुना एरिया आहे, अगदी तिकडे सगळी अ, जुनी लोकं राहतात. तशा ठिकाणी आम्हाला तो फ्लॅट मिळाला होता. अर्थात लिफ्ट नव्हती, 4था मजला होता, ऊन जास्त यायचं, उकाडा असायचा. ते सगळे त्रास होते. पण मग 8.50 लाखात मिळालं तर आम्ही सोडलाच नाही. ती संधी अजिबात सोडली नाही.
हं. हं, हं. हं, हं. बापरे! खरंच ना खूप मोठी संधी होती ती आणि त्या संधीचा तुम्ही फायदा खरंच खूप छान केलाय बरं का. मग बघा ना, अशी हे सगळं आपल्याला करतात ना जेव्हा आपण स्वतःचं घर घेतो तेव्हा ते निर्णय जसे तुम्ही घेतले आणि नंतर तुम्ही सुरुवात केली आणि स्वतःचं घरही घेतलं. मग त्यासाठी आता आर्थिक बाजू कशी हाताळली नेमकं? बजेट, बँक कर्ज, खर्च कसा अनुभव आला तेव्हा?
खरंच. हो. हं. हो, म्हणजे कर्ज तर काढावंच लागलं होतं बँकेचं. कारण अ, पगार सुरू झालेला असला तरी अ, तो नुकताच 1-2 वर्ष झाली होती काम करून मला तेव्हा. तर अ, कर्ज काढलं होतं आम्ही 8.50लाखाचं आणि अ, त्याचा हप्ता बहुतेक 8लाखाचं कर्ज काढलं. त्याचा हप्ता आला होता 8,500 तर त्याचं नियोजन करणं खूप महत्वाचं होतं आमच्यासाठी. कारण माझा पगार तसा चांगला होता पण खूप नव्हता आणि म्हणजे अख्ख्या ख खानदानात पहिला पगार, म्हणजे नोकरी करून पगार कम करणं कमावणारा मुलगा मी होतो पहिला. त्यामुळे जरासा <chuckles> अगदी, म्हणजे कोणी नोकऱ्या केल्याच नाही कद कदाचित. केल्या तरी त्या लगेच सोडल्या वगैरे चुकीचे निर्णय असे घेतलेत. जे मीही घेतले नंतर अर्थात पण तो भाग वेगळा आहे. पण म्हणजे नियोजन करणं खूप महत्त्वाचं ठरलं बजेटचं. कारण कसं होतं पगारातला एक एवढा मोठा अ, भाग जर अ, गेला बँकेच्या हप्त्यांमध्ये तर मग बाकीचा पैसा पण जपणं महत्त्वाचं असतं, नाही का? आपण असं नाही म्हणू शकत, की ईएमआय गेला आता चला उडवू सगळे पैसे. तर ते जरासा अवघड गेलं मला त्यावेळेस कारण कोणीही मार्गदर्शन करणारं नव्हतं त्यावेळेस मला. मी जे काही केलं ते स्वतःच्याच बुद्धीने थोडंफार केलं. पण एक खूप छान मला सल्ला आमच्या एका काकांनी दिला. तो मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल. कारण तो इतका असा छान होता ना सल्ला, त्यांनी काय केलं? तो ईएमआय जो होता मुळात हफ्ता तो दोन हजार सहा ते 2036 पर्यंतचा होता. 8,500. म्हणजे 30 वर्षाचं त्याचा कालावधी होता. तर त्या काकांनी काय केलं? मला बँकेत घेऊन गेला एक दिवस ओढत आणि तो म्हणाला, की "चला आपण बँकेत जाऊ" आणि 30 वर्षाचा कालावधी कमी करून 3 वर्षाचा केला त्यांनी आणि तो म्हणाला, की 8,500च्या हप्त्याच्या ऐवजी 20हजार हप्ता येईल 3 वर्षांसाठी. तर मला ते पटलंच नाही. म्हणलं, "एवढा मोठा पगार माझा निघून जाणार. मग मी एन्जॉय काय करायचं आयुष्य? मला काही मिळणारच नाही. मला कपडे आवडतात, मला फिरायला आवडतं." तर तो म्हणाला नाही 3च वर्षासाठी तुला हे बजेट असं अ, नियोजित करावं लागेल, आखावं लागेल, 3 वर्षात माझा आता फ्लॅट भेटून गेला पूर्णपणे त्याच्यामुळे.
हं, हं. हं. हं. हां, हां. अरे वाह! हो, तुमच्या पूर्ण खानदानामध्ये? अरे बापरे! हो ना. हं, हं, हं. <chuckles> चालतं, हं. बरोबर, हं. हो ना. हं. हं, हं. नक्कीच सांगा ना. हो. हं. हो का? हं. अरे बापरे! हं. हं, हं. हं. आखावं लागेल तुम्हाला, हं.